तर आपण आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये अ, काम करत असतो आणि कामाप्रती आपली निष्ठा असते. आपण कामाला पूर्ण झोकून देऊन पण अ, जे आहे ना, ते आपलं करत असतो. पण मग कधी-कधी अशा परिस्थिती उद्भवतात, की आपण इतकं झोकून देतो की थकवाच्याही पुढं आपण जाऊन, बर्नआउट आपल्याला येतं बऱ्याच वेळेला आणि भरपूर लोकांना ही समस्या आहे. तर अशा परिस्थितीमध्ये काय करावं? तुमच्या आयुष्यामध्ये असं कधी घडलं का? आणि नेमकं काय झालं त्याबद्दल तुम्ही सांगू शकता?
हो, हो. हो, मी सांगू शकते तुम्हाला कारण अ, मी ना कॉर्पोरेट अ, माझं आयुष्य आहे. खरं म्हटलं तर माझा जो जॉब आहे, तो मी कधी-कधी 10 तास किंवा 12 तास. एकदा असं झालेलं मला आठवतंय. एक प्रोजेक्ट होतं आमच्याकडे आलं होतं आणि ते नवीन प्रोजेक्ट होतं आणि त्यामुळे माझे जे सीनियर आहेत, त्यांनी मला सांगितलं, की काही झालं तरी आपल्याला हा जो क्लायंट आहे ना, तो काही करून आपल्याला मिळाला पाहिजे. नाहीतर मग आपल्या कंपनीला लॉस होईल.
अच्छा. बरं. अरे बाप! हां, हां. बरं. हं.
मग आता अशावेळी मग तुम्ही काय करणार. तुम्ही सगळं तुमच्या अंगावर घेता.
अच्छा. बरोबर आहे. बरोबर आहे.
कारण तुम्हाला माहित असतं की जर हा क्लायंट गेला किंवा हा जर आपल्याला, आपल्यामुळे जर काही आलं तर मग आपल्या प्रमोशनवर, आपल्या जॉबवर, ह्यानं सगळे परिणाम होतात.
हं. हो, हो. चमक भरते किंवा प्रोजेक्ट आपल्याला नाही मिळाला तर मग रिटर्न पण करतील का नाही असं. बऱ्याच शंका आहेत आपल्या मनामध्ये.
हो ना. अशे असे खूप विचार माझ्या मनात येत होते आणि भीती असते ना, की आता काय?
हो, हो, हो.
त्यामुळे त्या भीतीपोटी मी काय केलं. मी स्वतःला झोकून दिलं त्या कामात. मी विचारच नाही केला की आता काय होईल?
बरोबर आहे. अच्छा. बरोबर.
आपलं
किंवा किती वेळ लागेल, किती काम करायचं. तुम्ही त्याचा काहीच विचार नाही केला. पूर्ण करणे हेच तुमचं ध्येय तुम्ही ठेवलं.
हो तेच माझं ध्येय झालं आणि मग मी कधी 10 तास, कधी 12 तास. आणि आम्हाला ना रिपोर्ट बनवायला लागायचे. त्यामुळे मग मी कधी-कधी वीकेंडलापण लॅपटॉप ओपन करून बसायचे.
अरे वाह! बरोबर.
आता शनिवार, रविवार कसं आहे ना. तुम्हाला सुट्टीचा दिवस आहे. तुम्ही थोडा आराम केला पाहिजे.
अच्छा. हां. सुट्टीचा. बरोबर आहे.
पण तेही मी कधी-कधी करायचं नाही. हाच विचार चाललेला असायचा. आणि हे सतत 2 महिने चाललं. आणि 2 महिन्यानंतर मला ना हळू-हळू असं लक्षात आलेलं की, मला म्हणजे माझे पायच पुढे चालत नाहीहेत. एकतर कोव्हिडचा टाईम होता आणि त्यामुळे अ, त्यामुळे कसं घरून काम करत होते मी.
अच्छा. हां, हां. अरे बापरे! अच्छा-अच्छा. बरोबर आहे.
आणि घरचे सगळे बघतायत की काय हा वेडेपणा चाललाय हिचा. सतत ही काम करतेय. हो ना.
<chuckles> अच्छा.
आणि मग हळू-हळू ना, मला जाणवायला लागलं की मला बोलायला सुद्धा त्रास होतोय. मला पाय उचलत नाहीहेत माझे, डोकं दुखायला लागलं.
अरे बापरे! अच्छा. बरं.
मग मला घरच्यांनी सांगितलं की
पण मग तुम्हाला लक्षात कसं आलं की हा एक जनरल वीकनेस नाही आहे. किंवा जसं तुम्ही म्हणाल्या की, त्यावेळेला कोविड सुरू होतं. तुम्हाला असं वाटलं नाही, की कोविड असेल किंवा जनरल वीकनेस असेल, तर तुम्हाला ते डिफ्रेंटशिएट कसं करता आलं? की हा बर्नआउट आहे. त्याचं आणखीन काय तुम्हाला फरक जाणवला की ह्या अ, सिम्प्टम्समध्ये?
हो, तसं सांगायचं झालं ना, तर मी घरून काम करत होते. म्हणजे कोणाच्या संपर्कातच येत नव्हते. त्यामुळे कोव्हिडचं तसं मला विषय नाही आला की, म्हणजे माझं ते डोक्यात नाही आलं मला की मला कोव्हिड झालाय का? आणि ना कोव्हिड झालं तर माणसाला खोकला, सर्दी ही लक्षणं आहेत. पण मला ना हो. आणि ती लक्षणं वेगळीच होती. म्हणजे माझं ना, डोकं सतत दुखत होतं. हात-पाय दुखत होते. मला समजत नव्हतं, की आपण म्हणजे असं होतं ना, कधी-कधी तुम्हाला कळत नाही की तुम्ही झोपेत आहात, की तुम्ही हो. तुम्ही झोपेत आहात की तुम्ही जागेपणी आहात. सततचा एक थकवा जाणवतो बघा.
हां, हां. नक्की. संपर्क करण्यात नाही आला. अच्छा. अच्छा. असं काहीतरी होईल. बरोबर. हां, हां. बरोबर. हां. झोपेत आहात तुम्ही जागा आता. हं. बरोबर.
आणि तुम्ही मलूल होता म्हणजे. तसं जाणवायला लागलं मला की आता सुचत नाहीहेत आणि काही-काही शब्द आपण विसरतो बोलताना. तर तसं बऱ्याच वेळा झालं माझं.
बरं, बरं. बरोबर. हम्म. बरं. हां, हां. अच्छा. मग तुमच्या घरच्यांना काय ते जाणवलं का की काहीतरी हे सिव्हिअर आहे किंवा त्यांच्याकडून आलं का?
हो, हो. म्हणजे माझं कसं झालेलं एकदा मला आठवतंय. एक दिवशी आमचा क्लायंट कॉल होता आणि माझी आई मला म्हणाली की आता रात्रीचं जेवून घे. माझी नाईट शिफ्ट असायची आणि ती जेवण घेऊन आली आणि मला जेवायची इच्छाच नाही झाली आणि ती मला सतत बोलते की "अगं तू जेवून घे, जेवून घे" आणि त्या म्हणतात ना, की एक अ, सतत नॉशिया फील होणं. म्हणजे थोडंसं असं उलटीसारखं वगैरे
हां. हं. बरं. हां, हां, हां. अरे वाह! हां. हां, हां, हां, हां. हं, हं.
हो. आणि तोंड माझं पूर्ण सुकलं होतं मला कळत नव्हतं. ना धड झोप लागत आहे, ना धड मला म्हणजे म्हणतात ना, की भूक लागत आहे. असं खूप माझ्या म्हणजे मनावर पण असं वाटत होतं, की काय ताण आहे, ते नक्की कळत नाही आहे. पण अ, असं वाटलेलं की हे सगळं थांबायला पाहिजे आता मला कुणीतरी सुट्टी द्या. मला झोपायचं आहे, पण असं नाही करता आलं. हो.
पुढे काय? हां, हां. हां, हां. हम्म. रिलॅक्सेशनची आणि
कारण काम होतं.
तुमचं काम होतं पण मग तुम्ही अशा जबाबदारीमध्ये होते की तुम्ही सगळं अंगावर घेतलं होतं आणि दुसरी गोष्ट कोविड असल्यामुळं आणखीनच एक आपल्याला एक डिप्रेशन आल्यासारखं ऑलरेडी होतं, कारण कुठं जायचं नाही, यायचं नाही आणि ते एक ॲडेड प्रेशर होतं आणि मग अ, आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे घरच्यांच्याही लक्षात आल्या गोष्टी. मग जेव्हा तुम्हाला खूप असा त्रास सहनच नाही झाला, तेव्हा मग तुम्ही काय केलं? मग तेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे गेल्या किंवा असं कोणाशी सांगितलं किंवा कसं ते आयडेंटिफाय नेमकं झालं की काय रूट कॉज?
हो, हो. नाही, मी ना सुट्टीसाठी अर्ज टाकला, कारण की मला माझी आई म्हणाली, मला माझ्या आईने खरं म्हणायचं त्यांना डेडलाईन दिली. "एक तर तू सुट्टी घे, नाही तर जॉब सोड." हे असं तुझं झालं आहे. तेच काय म्हणजे आता काहीतरी करायला लागेल. मग मी माझे जे बॉस होते. ते यू-एसमध्ये असायचे. तर मी त्यांना सांगितलं की सर मला सुट्टी पाहिजे म्हणून आणि मी अर्ज टाकला. आणि मग तेव्हा शक्य नव्हतं ना कारण सुट्टी देणं. सतत काम होतं आमच्याकडे.
हां. हां, हां. बरं. हो, हो. हां. हां, हां. बरं, बरं.
मग त्यांनी मला सांगितलं, की "ठीक आहे, तू काम कमी कर पाहिजे तर. तू 8 तासाच्या ऐवजी किंवा 10 तासाऐवजी तू 5 किंवा 6 तास काम कर. पण तुला सुट्टी देणं मला शक्य नाही होणार."
हां, हां. बरं. अच्छा. शक्य नाहीये त्यावेळेसं. ओके.
आणि मग त्यांनी मला सांगितलं, की आमच्या ऑफिसमध्ये पण एक काउंसलर किंवा असे एम्प्लॉयी प्रोग्राम वगैरे असायचे.
अछा. बरं, बरं.
तर त्यांनी मला सांगितलं की मी तिथे जाऊन एनरोल करू शकते आणि त्यांना जाऊन बोलू शकते. म्हणजे अतिशय छान प्रोग्राम त्यांनी ठेवला होता, की असं जर तुम्हाला कधी वाटत असेल? की तुम्हाला इच्छा नाही होत आहे काम करायची
बरं. बरं, बरं. बरं, बरं. बरं, बरं. पण ते तुमच्या बोलण्यातून असं जाणवलं का? म्हणजे त्यांनी विचारलं म्हणजे त्यांना ते जाणवलं का? की हे कारण असू शकतं. म्हणजे तेवढं त्यांच्या लक्षात आलं होतं का?
हो, त्यांच्या लक्षात आलं होतं. कारण आम्ही 2 महिने सतत काम करत होतो. आणि मला वाटतं कदाचित ते सुद्धा या मनस्थितीतून गेले असतील. कारण माणसाचा अनुभव जास्त असतो ना, त्यामुळे त्यांना कुठेतरी कळलं.
बरोबर. बरोबर.
आणि कदाचित असं बरेचसे जे एम्प्लॉइज असतील, त्याच्यामधून एखाद-दोन तरी त्यांना ही तक्रार घेऊन जात असतील, असं वाटतं आहे मला.
कळालं. बरं, बरं. हं, हं. अच्छा, अच्छा.
पण ते म्हणतात ना की
मग तिथे गेल्यावरती काय झालं नेमकं ते अ, जे तुम्ही सांगितलं की एम्प्लॉयी असोसिएशन प्रोग्राम. मग तिथं काय घडलं किंवा तिथं नेमकं काय झालं मग?
तर त्याच्यामध्ये ना, त्यांनी मला एक लिंक पाठवली जे माझे सीनियर होते की असं-असं आपल्या ऑफिसतर्फे एक अ, आहे प्रोग्राम आणि तिथे वेगवेगळे काउंसलर किंवा वेगवेगळे व्हिडिओज त्यास म्हणजे ती अशी एक साइट होती. तर तिथे जाऊन तुम्ही तुम्हाला एनरोल म्हणजे साइन इन करावं लागतं आणि मग अ, तुमचे सीनियर त्याच्यासाठी अप्रूव्हल देतात की ठीक आहे म्हणून. आणि मग ते व्हिडिओज तुम्ही ऐकता. मग अ, त्याच्यातून वेगवेगळ्या पद्धती त्यांनी सांगितल्या की तुम्ही मेडिटेशन करू शकता. तुम्ही
हां, हां. बरं. अच्छा. हां. बरं. हं, हं, हं, हं.
हां, म्हणजे तुम्ही म्युझिक थेरपी म्हणजे ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला रस आहे की ड्रॉइंग काढू शकता. म्युझिक ऐकू शकता. तुम्ही मेडिटेशन करू शकता. सकाळी चालायला जाऊ शकता, व्यायाम करा.
म्युझिक थेरपी, अच्छा, अच्छा. हं, हं, हं. हां. हं.
अशा अशा गोष्टी त्यांनी त्या व्हिडिओजमध्ये दिल्या होत्या. आणि अगदीचं जर तुम्हाला तरी ही जमत नाही आहे. मग एक काउंसलरचा ऑ एक ऑप्शन होता. की तुम्ही
बरं. हं, हं. ऑप्शन पण देऊन ठेवलंत. ओके.
हो, हो, हो. की त्या काउंसलरशी जाऊन तुम्ही
आता एक अ, वेगळा तुम्हाला मी प्रश्न विचारतो. की आता समजा तुम्ही ठीक आहे तुम्ही शिकले, सवरलेले आहात. म्हणजे तुम्हाला या गोष्टी होत्या आणि ते तुम्हाला एक रिसोर्स पण होता. पण बऱ्याच वेळेला लोकं काय करतात ना, म्हणजे ह्या गोष्टीला कुठेतरी अंधश्रद्धेशी जोडतात. की मग अं, भविष्य बघून येणे किंवा मग कोणीतरी माझ्यावरती काहीतरी प्रयोग केला आहे. तर असं देखील कधी-कधी लोकांना वाटतं. तर मग असं तुमच्या घरच्यांना किंवा कोणाला असं कधी काही वाटलं?
ओ, हो. अहो, घरच्यांना नाही, पण तुम्ही ना एकदम मला आठवण करून दिलीत. माझ्या ज्या मामी होत्या ना, त्यांना जरा म्हणजे ह्याच्यावर खूप विश्वास आहे अंधश्रद्धा वगैरे. आणि मग ते मला माहीत नाही हे कितपत चांगलं आहे की वाईट. मग ते कुठल्या तरी ज्योतिषाला जाऊन हात दाखवा. आणि मग तिचा काय ते साडे साती का काय चालू असेल? वगैरे, वगैरे म्हणजे <chuckles> नाही, मी हसते आहे. पण कदाचित यू नो मला असं वाटतं की, काही, काही लोकं ह्याच्यावर खूप विश्वास ठेवतात.
हां, हां. हं, हं. हां, हां, हां. हं. हां, हां. हां, हां, हां. हं, हां, हां. हं, हं. खूप विश्वास ठेवतात. हो, हो, हो.
की कदाचित, मग आणि ठीक आहे म्हणजे तुम्ही हात दाखवा, तुम्हाला तेवढा तुमचा विश्वास असेल तर तुम्ही करा. पण मला वाटतं ना, या अंधश्रद्धातून तुम्ही जरा बाहेर पडलं पाहिजे. कारण या सगळ्या गोष्टी काही ना काहीतरी कारणामुळे होत असतात. मग तुम्ही
बरं. बरोबर. म्हणजे आधीच्या काळी ते करतच होत असतील, पण मग त्याला ते नाव बर्नआउट किंवा त्याच्यावरती तेवढा अभ्यास न झाल्यामुळं लोक म्हणत असतील, की काहीतरी असं विचित्र प्रकार आहे किंवा ह्याच्यावरती ही शक्ती आहे असं. हे असंही असू शकेल मला वाटतं.
बरोबर असेल, पण मला असं वाटतं ना, की इथे तुम्ही जरा स्वतःचं पण भान ठेवलं पाहिजे, की बरोबर आहे. आपण का? आपल्याला हे का होतंय? आणि ह्याची काय कारणं असू शकतात? मुख्यतः
बरोबर आहे. हम्म. हां, कारणं असू शकतात आणि आपण कित्येक दिवस असं म्हणणार ना, की दुसऱ्यामुळं होतं आहे. तर आपल्याला स्वतःची पण जबाबदारी घ्यावी लागेल ना की, "बाबा, माझं पॅटर्न जर हा आहे, तर ह्याच्यातून हे होणारच आहे." जसं तुमचा पॅटर्न होता की कामच एवढं होतं, 10-12 तास. मग अल्टिमेटली हे कुठेतरी होणारच होतं ना.
बरोबर. हो ना. म्हणजे मला असं वाटतय, की जसं तुम्ही म्हणालात आता की जर कामाची तुमची कार्यप्रणालीच तशी असेल, तर तुम्हाला माहित आहे की तुम्ही कुठे ना कुठे तुम्ही बर्नआउट होताय. कुठे ना कुठे तुम्हाला अडचण येतीय, की तुम्हाला म्हणजे आपण जसं म्हणतो ना की आराम करायला वेळ मिळाला पाहिजे. आता हा शनिवार-रविवार जर तुम्हाला आराम करण्यासाठी दिला आहे आणि तुम्ही तेव्हाही काम करताय, तर मला नाही वाटत, की आपलं एक शरीर पण एक शेवटी म्हणतात ना मशीनच आहे
बरोबर. हं. बरोबर आहे. हो, हो, हो. बरोबर. मशीनच आहे ना, बरोबर आहे.
त्याला पण जर तुम्ही आराम नाही केलात, जर तुम्ही तुमची 8 तासाची झोप नाही घेतली
हो. ते चार्जिंगच ती जर सारखी चार्जिंगलाच राहिली, म्हणजे जर चार्जिंगच नाही झाली, तर ती कसं काय पुढं डिस्चार्ज होणार? <chuckles>
अ हं. आणि मग त्याच्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे, म्हणजे आता जर तुमचे जे नातेवाईक आहेत, तुम्हाला काही ना काहीतरी सल्ला द्यायचा हिशोबानेच तुमच्याशी बोलणार की नाही आता नाही
हं, हं. हां. बरोबर, ते एका पद्धतीने सांगत असतात की बाबा तुमचं चांगलं व्हावं म्हणूनच आणि त्यांचा जो विश्वास आहे, तर ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. पण शेवटी आपल्याला आपलं माहिती असतं मला वाटतं आणि प्रोफेशनल हेल्प घेतलेली बेटर सुरुवातीला कारण ते टेस्टेड आहे आणि सेफ आहे असं आपण म्हणू शकतो.
बरोबर. हो, पण त्यामुळे मग अ, मला आठवतं आहे माझे जे सीनियर सुद्धा होते त्यांनी पण मला सल्ला दिला की, "तू सतत काम करण्यापेक्षा हे तुझ्या कामाची जी वेळ आहे ना, ती जरा राखून ठेव. म्हणजे सकाळी उठल्यावर व्यायाम करायचा, आपलं जे ना जास्त न्यूट्रिशन वगैरे आहे ते खाऊ शकतेस" किंवा जे डॉक्टर्स होते त्यांनी पण मला मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट्स वगैरे दिल्या होत्या कारण की जो शरीराचा थकवा आहे तो कसा जाणार?
हां. हां, हां. हां, हां. बरं. अच्छा. हं, बरोबर. अच्छा. हं, हं, बरोबर, बरोबर.
मग ते मल मल्टीव्हिटॅमिन मी घ्यायला सुरुवात केली. मी माझ्या कामाच्या वेळा जपल्या. सतत वाट बघण्यापेक्षा आपण दुसऱ्या दिवशी ते काम म्हणजे म्हणतात ना कामाचं नियोजन करायला मी शिकली.
बरोबर. हं. नियोजन करायला शिकल्या बरोबर, खूपच छान आणि
आणि दुसरी गोष्ट म्हणजे काम डेलिगेट करायचं. सगळं स्वतःच्या अंगावर नाही घ्यायचं.
हं. हां, सगळ्याच्या अंगावर घ्यायची गरज नाही. काही लोकांना <chuckles> म्हणजे आता एक तुम्हाला सांगतो. मी एकदा एका सेशनला गेलो होतो आणि त्याच्यामध्ये ते कोच होते तर ते कोच अ, काय म्हणायचे की, "तुमचा बिझनेस का वाढत नाही आहे? का वाढत नाही आहे?" म्हणजे चर्चा चालू होती. मी एकजण सांगत होतो की, "माझा बिझनेस वाढत नाही आहे, मी हे करत आहे, मी ते करतो." मग त्यांनी खूप छान वाक्य सांगितलं की, "तुझा बिझनेस वाढत नाही आहे. कारण हे तू बाहुबली आहेस सगळं तुलाच करायचं आहे, ह्याला बिझनेस नाही म्हणत." थोडक्यात आपण पण असच करतो ना, डेलिगेट नाही करत खुपचं.
आपल्याला बरोबर. <chuckles> हो. अगदी. हो, हो, हो. आणि तुम्ही बरोबर म्हणालात. बाहुबली ही जी संकल्पना आहे ना, आपल्याला ना कधी-कधी मला वाटतं, की ते कदाचित असं होतं की कोणीतरी सांगितलं ना की हे तू निभावून नेलं पाहिजेस किंवा हे तुझ्या, तुझ्या जबाबदारीने करायचंय. तर आपल्याला ते सुचत नाही आणि आपण त्या भावनेत वाहून जातो, की "नाही-नाही, हे मला दिलंय. माझ्यावर विश्वास टाकलाय आणि मीच करेन." तेच आपल्याला तेव्हा सुचत नाही की आपल्याकडे टीम आहे, आपल्याकडे सीनियर्स आहेत. आणि मग मला असं वाटतं पण ते मला वाटतं तुम्ही स्वतःच्या अनुभवातून शिकता. तुम्ही एकदा दोनदा म्हणतातना आपण ते अ, खाचखळगे बघितले किंवा ते कुठेतरी आपल्याला धक्का लागला, ठेच लागली की त्याच्यातून मग आपण शिकतो. त्याच्यातून आपण स्वतःला कुठे ना कुठेतरी सांगतो की हां
हं. <chuckles> हं, हं, हं, हं. बरोबर. हं. बरोबर आहे. बरोबर आहे. हो, हो. बरोबर. बरोबर. हो, हो. कामावर असतं ते. हं. समजून घेतो. बरोबर. आता तुम्हाला बरोबर आहे. ते बदल करायचेत. खूपच छान! पण मग आता तुम्ही असं एक अ, सिंपल स्टेप सांगू शकता की 3 ते 4 स्टेप्स ज्याच्यामुळे आपल्याला बर्नआउट होणारच नाही मुळात, म्हणजे असं काही सांगू शकता?
की हे आपलं चुकलं आणि हे मला वाटतं कामाचं नियोजन. आणि काम दुसऱ्यांना देणं या दोन गोष्टी जर तुम्ही केल्यात ना, तर तुम्ही थोडं लांब जाल बर्नआउटपेक्षा. कारण तुम्ही कामाचं नियोजन केलत तर तुम्हाला माहिती आहे 8 तास किंवा 9 तासामध्ये तुमचं काम संपलं पाहिजे. कामं जर तुम्ही दुसऱ्यांना दिलीत, तर सगळंच तुम्हाला करायची गरज नाही लागणार. त्यामुळे तुम्ही कामं वाटा आणि कामाचं नियोजन करा.
हां. हां. छान. बरोबर आहे. हं, हं. बरोबर आहे. खूपच छान! खूप अतिशय महत्त्वाचा सल्ला तुम्ही दिला. सगळंच काही अंगावर घेण्याची गरज नाहीये आणि जेवढं कमिटमेंट आहे तेवढं तर जरूर करा, पण मग त्याच्या पुढे जाण्याची काही गरज नाहीये कारण का तुम्ही एकमेव व्यक्ती नाहीयेत तुमच्या कंपनीमध्ये. खूपच छान तुम्ही सांगितलं. मला वाटतं त्याच्यामुळे निश्चितच अ, बर्नआउटसारखा जो महत्त्वाचा विषय आहे, तो समजायला अ, खूपच मदत झाली आणि त्याबद्दल तुमचे खूप-खूप धन्यवाद.
धन्यवाद.